तर सगळेच अशी महिन्याला किराणा मालाची वगैरे खरेदी तर नक्कीच करतात. मग अशी खरेदी करताना तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य देता की खरेदी करतांना लोकलमार्केटला जास्त प्राधान्य देता का सुपरमार्केटला?
अ, मला तर असं वाटतंय की हे कधी-कधी दोन्ही ऑप्शन्स मी ट्राय कर केलेले आहेत आणि करते म्हणजे जशी वेळ असेल तसं. पण मला असं वाटतंय की म्हणतात ना आणि आजकाल तर असं झालंय की आपण स्विगी, इन्स्टामार्ट अ, आणि असं देखील ऑप्शन आलेलं आहे. अ, तर हो, हो, ब्लिंकीट.
होय. हां बरोबर आहे ब्लिंकीट वगैरे असेल, की म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. डायरेक्ट तो तुम्ही घरीच मागवू शकता.
डायरेक्ट घरी येतं. तर त्याच्यामुळे असं मला वाटतं, की म्हणजे जशी वेळ असेल अ, तसं मला ते म्हणतात ना जसं गरजेनुसार मला ते घ्यायची किंवा ऑर्डर करायची किंवा म्हणजे सामान आपण घेतो. तर ते घेण्याची एकंदरीत अशी सवय लागलेली आहे. पण मला असं वाटतं, की जास्त जर मला काही निवडायचं झालं तर मी सुपरमार्केट निवडेल. अ, कारण काय आहे ना, या सुपरमार्केटमध्ये काय असतं की एकाच छताखाली तुम्हाला भरपूर अ, गरजेच्या वस्तू मिळतात. तुम्हाला धावायला लागत नाही. मग तिथे आजकाल तुम्ही बघता जसं की तुम्हाला तिथे कपडे मिळतात. अ, जे घरात लागणारं सामान मिळतं. पुन्हा जे मुलांसाठी जे काही हवं असतं ते इव्ह इव्हन व सगळ्यांचं म्हणजे कपडे तर असतात किंवा जी ग्रोसरी आपल्याला हवी असते. आजकाल तर फळं असतात हो. भाज्या, सगळं मिळतं. फळं, म्हणजे एकंदरीत सगळंच, म्हणजे असं असतं ना कधी-कधी की आपल्याला बघा अ, म्हणजे सगळंच इतकी पण खरेदी नसते करायची. म्हणजे एवढी आपल्याला, थोड्या गोष्टी बघा आपल्याला जर टाईम वाचवायचा असेल तर मला वाटते की सुपरमार्केट खूप अ, इम्पोर्टंट आहे. कारण कसं आपण एकाच छताखाली आपल्याला भरपूर गोष्टी तिथे मिळतात. आपल्याला एक आयडिया पण असते की ह्या-ह्या गोष्टी तिथे मिळू शकतात एकंदरीत. आणि मग आपण त्या-त्या प्रमाणे घेतो.
हां. बरोबर आहे की. हं. हां, बरोबर आहे. नक्कीच. अ, म्हणजे हां, किराणा माल असेल, कपडे, तुम्हाला जे काही गोष्टी लागते त्या. हां. होय. हां, नाही हां, नाही, ती तर गोष्ट झालीच. पण म्हणजे आता अ, सुपरमार्केटमध्ये कसं असतं की एकदा जर का त्यांनी माल भरला, तर तो म्हणजे तसा बरेच दिवस तसाच राहतो. म्हणजे त्यात ताजेपणा वगैरे ह्या गोष्टी जरा कमी असतात. मग असे तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता की फळभाज्या वगैरे ह्या गोष्टी असेल, ते लोकल मार्केटमधून. किराणा माल की जो जास्त दिवस टिकू शकतो तो सुपरमार्केटमधून. अशा काही पद्धतीने तुम्ही काय विभाजन वगैरे केलं आहे? का तसं काही नाही आहे?
हं. बरोबर. हं. नक्कीच केलं आहे कारण कसं असतं बघा अ, म्हणजे आता अ, म्हणजे सांगू सांगायला मला आवडेल की ह्या भाज्या वगैरे ज्या असतात, त्या आपण लोकलमधनं तिथे आपल्याला थोडंसं स्वस्त आणि ताज्या भाज्या पण मिळतात. कधी-कधी कसं असतं सुपरमार्केटमध्ये कसं असतं की त्या खूप जुन्या पण असू शकतात. अ, एखाद-दुसरं जे वाटतं फ्रेश ते आपण घेऊ शकतो. पण अ, जे भाजीदार जे असतात आपल्या इथे, त्यांचा कसा असतो तो खप असतो ना तो सतत सुरू असतो एकंदरीत आणि त्यामुळे म्हणतात ना की म्हणजे अ, फ्रेश भाजी ताजी भाजी जी आपल्याला हवी असते जेवणासाठी. तर ती त्यांच्याकडे म्हणताना लगेच मिळते आणि आपल्याला असं असतं की मला तर वाटते भाज्या ज्या आहेत ना त्या तुम्ही लोकल जी लोकं असतात त्यांच्याकडनं घ्यावा किंवा जी फळं आहेत.
हां. हं. हां, नक्कीच. बरोबर आहे की. हां. हां. हां. हां, म्हणजे ताजेपणा आणि किंमत हे पाहून म्हणजे भाज्या जर का असतील तर त्या गोष्टी आपण लोकल मार्केटमधून तुम्ही खरी करता म्हणता येईल आणि जर
किंमत. हां, बरोबर. नक्कीच नक्की आणि काही जर असतं बघा की काही-काही जी फळं असतात किंवा काही जसं की मशरूम वगैरे आपल्याला भाजी खातो अ, तर ती तिथे मिळत नाही. हां, तर मग ते तिकडे मिळणार लोकल. मग ते त्याच्यासाठी मी तिकडे जाते किंवा इम्पॉर्टंट अ, म्हणजे फळं असतात, इम्पोर्टेड जी फळं-फळं आपण म्हणतो, अ, ती कधी-कधी जसं की आवाकाडो वगैरे जे असतात तर मला ते कधी लोकल मा त्यांच्याकडे नाही मिळत तर मला त्याच्यासाठी स्विगी, इन्स्टामार्ट किंवा अ, म्हणतात अ, ना जे आहे त्याच्यावरनं नाहीतर ब्लिंकिट म्हणा किंवा मग डायरेक्ट आपलं सुपरमार्केट तिथे ते मिळून जातात मला लगेच. तर मग असे काही जे अ, आपण जी ब्रोकोली मला लागते तर ती देखील कधी-कधी नाही मिळत मला लोकलमध्ये. त्यासाठी देखील मला सुपरमार्केटला जावं लागतं. तर असे सगळं अ, आणि जे काही एक बघा ना, असे आपण अ, सिमला मिरची म्हणतो की वेगवेगळ्या कलरची असते. जशी की जी ग्रीन असते ती थोडीशी तिखट असते आणि जसं की कधी-कधी मला तिखट नसेल खायचं तर मी ती येलो आणि लाल कलरची असते. त्या जराशा थोड्या नॉर्मल लागतात.
हां, बरोबर आहे. ती फळं तशी हां, इकडे नाही मिळणार म्हणजे लोकल मार्केटला वगैरे नाही मिळणार. हां. बरोबर आहे की नक्कीच. बरोबर आहे की. नक्कीच. हां. हां. बरोबर, म्हणजे त्या म्हणजे लोकल मार्केटमध्ये नाहीच मिळणार. त्या फक्त आपल्याला सुपरमार्केटमध्येच मिळणार. त्याच्यामुळे त्यांची खरेदी तुम्ही तिथून करता.
नाही मिळत. बरोबर. हो, मग त्या सो बरोबर. तिथे मला मग एकदा जेव्हा जाते अ, वीकली म्हणा किंवा जे आता ते भाज्याचा वीकली कधी-कधी असतं ना आपलं काहीतरी म्हणतात अ, ते लागू शकतं सामान, ते तिथेच मला मिळतं सहजरित्या. तर मी ते तिथे तिथून घेते आणि कसं असतं की अ, जे लोकल सुपरमार्केट असतात तर त्यांचे जे रेट्स असतात कधी-कधी, ते असतात अ, म्हणजे आणि कसं असतं की अ, सुपरमार्केट मध्ये आपल्याला ऑफर मिळू शकतात की अ, भरपूर सारं आपण सामान जर आपण जर घेतो आणि परत जसं की किंमत ते बघा असं डायरेक्ट बघू शकतात आपल्याला की, "हां, एवढे आहेत तर इतके द्या". तर अ, मला तर वाटतं की सुपरमार्केट मध्ये असं नसतं की थोडंसं म्हणलं आता ₹1-2 म्हणा, ₹3 म्हणा. तर अशी बचत आपली नक्की होते आणि ती खूप महत्त्वाची आहे. कारण कसं असतं की
हां. हां. हां, बरोबर आहे ते. हां. <chuckles> खरं आहे. बरोबर आहे. म्हणजे बचत तुम्हाला काय वाटतं की कुठे जास्त जाणवते ती लोकल मार्केटमध्ये का सुपरमार्केटमध्ये? कारण कसं असतं की लोकल मार्केटमध्ये गेल्यानंतर
मग आ तसं मी तर म्हणेन दोन्हीकडे दोन्हीकडे असते. तर आपण आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे. सुपरमार्केटमध्ये कसं असतं, माझं तर असं होतं की मी घ्यायला जाते द 1 वस्तू आणि घेऊन येते 10 असं होतं. ते साइट्स येतात ना, पॉपअप येतात आपल्याला की अरे हे पण घे, ते पण घे, जस की अ, आपण एखाद्या वेबसाईटला जातो तेव्हा, हे पण बघ, ते पण बघ, अरे हा चांगला आहे तसं ते सुपर मार्केटमध्ये पण ती स्ट्रॅटेजी असते की एकदम लक्ष वेधून घेतात काही-काही गोष्टी आणि आपल्या नको असतात तरी देखील आपण त्या आणतो एकंदरीत आणि मग ते आपल्याला आणल्यात म्हणून वापरायला पण लागतात असं पण माझ्यासोबत नेहमी होत आणि आणले तेवढे पैसे काय चला वापरूयात.
<chuckles> हां. <chuckles> बरोबर आहे की. हं, खरं आहे, खरं आहे. <chuckles> म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की ही वस्तू घ्यायची नाही आहे पण स्वस्त मिळत आहे म्हणून घरात आणायची आणि त्याच्यानंतर पुन्हा जबरदस्ती त्या वस्तूचा वापर करायचा म्हणता येईल. <chuckles>
हां, <chuckles> बरोबर, बरोबर. आणि अशा वस्तू माझ्याकडे भरपूर होतात आणि एकंदरीत मग शेवटी मग मी माझ्या आ आईला देत असते. "अरे, हे बघ हे घे." आई मला ओरडते, "तू कशाला घेतेस जर वापरायचं नसतं तर?" अ, मग मी सगळ्यांना अशा त्या वाटून टाकत असते की नको म्हणजे मी वापरल्या पण नसतात आणि जरी एकदा वापरल्या तरी मग मी त्या कोणाला म्हणजे माझी मैत्रीण आली म्हणा तिला द्या किंवा मग कोण नातेवाईक आले तर म्हणते, "हे घेऊन जा बघ मस् मस्त आहे." घरात एवढे डब्बे असतात, तरी देखील डीमार्टला जेव्हा जातो तेव्हा 1-2 ड डब्बे तरी घेऊनच येण्याची माझी सवय आहे आणि ते कारण असं असतं की आजकाल स्विगीला किंवा झोमॅटोला पण आपण बघा ऑर्डर करतो तेव्हा डब्बे तर भरपूर येतात. म्हणजे ते रिकामे डब्बे ते आपल्याला असं म्हणतात सेव्ह स्टोअर करायला काही अ, किंवा कोणाला काही द्यायचं असेल तर होता तरी देखील माझं असतं की डबे मी आणते आणि ते खूप चुकीचं आहे. मग अशी ती वायफळ खरेदी मला वाटते सुपरमार्केटला कधी-कधी होऊ शकते. म्हणून मी म्हणेन की हं.
<chuckles> <chuckles> बरोबर आहे की. <chuckles> हं. बरोबर आहे की. <chuckles> <chuckles> हां. बरोबर, नक्कीच. <chuckles> खरं आहे की. हां, पण आता ही जर का वायफट खरेदी जर का आपण केली नाही आणि जर का जेवढ्या वस्तू आपल्याला पाहिजेत तेवढ्याच वस्तूंची खरेदी केली, तर तुम्हाला काय वाटतं की लोकल मार्केट जास्त व्यवस्थित आहे का सुपरमार्केट? कारण कसं आहे की लोकल मार्केटमध्ये आपण जरा कसं आहे की वस्तूंची थोडी किमतीत ओढाताण करू शकतो ना किंवा बार्गेनिंग करून वगैरे की कमी करा वगैरे आणि त्या गोष्टी ते करतात सुद्धा लोकल मार्केटमध्ये कमी सुद्धा करतात किमती. मग अशा कमी किमती क केल्यानंतर आपल्याला जास्त स्वस्त बसतं? का सुपरमार्केट मध्ये जास्त स्वस्त बसतं?
हं. सुपरमार्केट. बरोबर. हो. बरोबर. मी तर म्हणेन सुपर मार्केटमध्ये जास्त अं, अ, म म्हणजे मिळतं. कारण बघा त्यांचे जे ठराविक रेट असतात, ते देखील ठरलेले असतात. अ, पण असं आहे ना की मला एक इ इन्सिडेंट आहे सुपर मार्केटचा अ, पण खूप तुम्ही चेक करा. अ, च हां, चेक करत जा की प्राईस काय आहे. काय होतं की मला तिथे ऑफरला प्राईस दिसली अ, एका अ, म्हणजे मला आठवतंय मी अ, एक सीरम घेतलेलं L'Oréalचं. आणि त्या L'Oréalच्या सीरमची तिथे प्राईस त्यांनी लावलेली अ, म्हणजे 289 अशी प्राईस होती. आणि तिथे त्याने की आणि तिथे तीच प्राईस त्यांनी लावलेली आहे आणि मी फोट म्हणजे मी जेव्हा बघितलं ना तेव्हा मला आठवलं की अरे 289 आहे म्हणून त्याची. आणि म्हणून मी ते घेतलं. आणि जेव्हा मला ते बिल केलं ना त्यानी, तेव्हा त्याच्यावर प्राईस झाली अ, काहीतरी 312 वगैरे अशी काहीतरी आलेली. तर मग हे असं पण होतं. त्यामुळे मला वाटते की प्रत्येक तुम्ही बिल चेक करा की तिथे बघताना जी होती तीच तिथे आहे का? आणि मग नंतर मग त्यांना मी सांगितलं की हे असं कसं? तर ते म्हणले की "अरे गलती से हुआ होगा." मी म्हटलं, "अशी गलती तुम्ही" म्हटलं, "किती वेळा केलीयेत? अशी गलती?" म्हटलं आपण बघत नाही ना छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे हां, काही फरक इतका जास्त नाही म्हणजे बघा 329 आणि ती 312 म्हणजे ₹100चा जवळपास आहे. मग असे किती फरक आपल्याकड आपणने आपल्याला काय असतं की आपण घेतोय सगळं आणि तेव्हा माझं असं झालेलं मला ते कळलं कसं काय? की त्या दिवशी फक्त मी तीनच वस्तू घेतलेल्या. त्यामुळे ते बिल हां.
बरोबर आहे की. हां, नक्की सांगा. म्हणजे ऐकायला आवडेल. हां. हां? टू एटी नाईन हां, बरोबर आहे की. हां. <chuckles> अरे बापरे! हां. <chuckles> हं. बरोबर आहे की. हां. हां? होय. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की कोण बिल बघतच नाही. आहे तसं म्हणजे आपण घेतो अन् ते बिल म्हणजे कुठं टाकतो ते कोणाकडं लक्षसुद्धा नसतं कितीचं आहे, ते आले अन् किती घेतले अन् किती नाही आहे.
बरोबर. बरोबर. हां ना. तर असं झालं की मी ते तीनच वस्तू घेतल्यामुळे मला पटकन नजर गेली त्या गोष्टींवर. आणि एकत्रित ती मला आठवतं की एक होती अ, म्हणजे 229 आणि एक मी काहीतरी असं नॉर्मल अ, म्हणतात ना ₹50चं काहीतरी घेतलेलं आणि एक अजून एक गोष्ट मी घेतलेली, म्हणजे जवळपास त्याचं बिल होतं ना, ते 400-450 पर्यंत झालेलं. आणि म्हटलं हे अ, मला थोडंसं असं वाटलं की "एवढे कमी पैसे कसे आले?" म्हणून मी सहज बिल बघितलं आणि मला तेव्हा कारण का आपलं कसं असतं की ते बरोबरच देतील. असं पण आपल्यासोबत इन्सिडंट होतात. आणि कधी-कधी बघा आपण अ, एखाद्या लोकल मार्केटमध्ये जातो आणि त्यांच्या काहीतर त्यांनी अ, प्राईस समजा 75 झालेली आहे. आणि मग ते देताना आपल्याला 25 रुपीजच देतात. आणि मग, "अरे सॉरी अ, तुम्हाला तेवढे पैसे जास्त गेलेत." पण आपली काय एक मनानं टेंडन्सी असते की ते देतील ते बरोबर. त्यामुळे आपण घेऊन येतो, असं. आपल्याला सवय झाली की "अरे ठीक आहे." म्हणजे आपण इतकं बघत नाही. आणि मग मला आतं वाटतं की आपण पण ॲज अ एक ज म्हणतात ना जाणीवपूर्वक नागरिक म्हणू शकतो किंवा एक म्हणतात ना एक अ, काय त्याला म्हणतात की एक कस्टमर म्हणून एक ग्राहक म्हणून मला वाटतं की या गोष्टी आपण नक्कीच अ, बघीतल्या पाहिजेत. मग ते कुठलंही मार्केट असू देत, कारण कसं असतं मला पण अशी सवय आहे की मी कुठे भाजी मी बघतच नाही. म्हणजे पैसे काढून डायरेक्ट द्यायची मला सवय आहे की "अरे हां, ठीक आहे. एवढं काय बघायचं?" पण मला वाटतं ह्याच्यामध्ये आपलाच म्हणतात ना एक अ, घाटा होऊ शकतो या गोष्टींमध्ये. आणि ते चुकीचं आहे जे म्हणजे तोटा जो आहे तो आपल्यातनच अ, होऊ शकतो या गोष्टींमध्ये. तर मना मला तर वाटतं की प्रत्येका तुम्ही बिल पण चेक करा. मग कुठलं पण मार्केट असेल तरी की म्हणजे म्हणतात ना सजेशन आहे माझी. नक्कीच म्हणजे सेव्हिंग तर होते, पण ते सेव्हिंगमधनं हे असे पैसे तर जात नाहीयेत ना सुपर मार्केटमध्ये तर हे खूप अ, म्हणजे पडताळणं गरजेचं आहे.
हां. <chuckles> हां. बरोबर आहे की. हां. हां. खरं आहे की. बरोबर आहे की. म्हणजे आपण ह्या गोष्टी पाहत नाही जास्त. बरोबर आहे की. बरोबर आहे की. <chuckles> खरं आहे. नक्कीच. हां. <chuckles> बरोबर आहे की. हां. म्हणजे तुम्ही सुपरमार्केटला जाताय सेव्हिंग करण्यासाठी आणि उलटं एक्स्ट्राचं बिल पे करून येताय. <chuckles>
हो ना अन् डबल देऊन येतायत. हो, हे माल पण आणि मग तेच झालं की मला असं वाटलं की "अरे असं" आणि मला तर वाटत की तो जो स्टोअर होता, तो खूप चांगला म्हणजे म्हणतात की Relianceमध्ये मी केलेलं ते आणि मी त्याच्यानंतर मी त्यांची तक्रार पण केली. पण त्यांचा काही रिप्लाय तिथे मला नाही जाणवला. तर त्याच्यामुळे आता काय अ, कारण हे चुकीचं आहे ना असं हे तर एक आहे. तसे बाकीचे किती प्रॉडक्ट असतील अ, विचार करू.
हां. नक्कीच, नक्कीच. पण असं पण आता कसं आहे की आपण जर का लोकल मार्केटला गेलो, तर तिथल्या लोकांना भेटल्यानंतर एक आपले संबंध त्यांच्याशी तयार होतात वगैरे किंवा आपल्याला थोडं काही गोष्टींमध्ये प्राधान्य दिल्या जातं की बाबा ताज्या वस्तू तुमच्यासाठी ठेवल्या जातात वगैरे ह्या गोष्टी. मग अशा संबंधांमध्ये काही तुमच्यात अ, प्रभाव पडलाय का?
बरोबर. हं, हं. हां, म्हणजे असं होतं माझे हं, हं.
की आधी होते संबंध तुमचे त्यांच्याशी पण अ, आता सुपरमार्केट ला वगैरे जाते त्यामुळे ते संबंध खराब झाले आणि आता काही गोष्टींमध्ये मला तोटा होत आहे मग त्यामुळे.
नाही अ, मी माझे भाजीवाल्या काकी आहेत माझ्या त्यांच्याकडनचं मी भाजी घेते. अ, नाहीतर मी अ, त्यांना माहिती असते की मला कशी लागते, काय-काय लागतं. मग ते आजकाल मला ब्रॉकली पण घेऊन येतात. अ, त्यांच्या कुठे मार्केटला किंवा फळं आणतात जे मला आवडत ते किंवा मला असे आवळे हवे असतील तर ते देखील ते घेऊन येतात. असं म्हणजे कैरी हवी असेल किंवा म्हणजे असं एक चॉईस आपली समजून जाते, की मशरूम हवा असेल. तेव्हा जेव्हा एका मार्केटला मोठा तेव्हा त्या गोष्टी घेऊन येतात मला, माझ्यासाठी आणि मग असं झालं की मग ठीक आहे आणि त्यांना देखील पैसे मिळतात मला असं वाटतं आणि म्हणजे ते म्हणतात ना, जरा अ, म्हणजे कमीच रेंज लावतात अ, ज्या वस्तूंची घ्यायची गरज असते तर तर
हां, बरोबर आहे. हां, म्हणजे नातं तुमचं असल्यामुळे आधीपासून त्या तुलनेत जरा तुम्हाला, कमी किमतीत देतात म्हणता येईल.
हो. बरोबर.
बरोबर आहे. मग आता सुपरमार्केट मध्ये आणि म्हणजे आपल्या लोकलमार्केटमध्ये म्हणजे कोणत्या गोष्टींवर तुम्ही आधार करता आहात? की बाबा आपण कुठं जायचं? आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, की एक बाबा मी ताजेपणा बघते की बाबा ज्या ठिकाणी ताजं असेल, तर भाज्या मी जाऊन लोकलमार्केटमधून घेते किंवा किंमत एक बघते. तर अशा अजून काही आधार आहेत का? की त्याच्यावर तुम्ही ह्या 2 गोष्टींमध्ये विभाजन करता वस्तूंच्या?
हं. हं. हं, हं, हं. मी तर म्हणेन तुम्ही ग्राहक म्हणून आहे ना म्हणजे, खूप तपासून चेक करा काहीही गोष्टी कारण कसं असतं मला एकदा झालं आठवलं
हां, पण ते कोणत्या गोष्टींचा माणसाने विचार करावा, की कुठनं घेत आहे?
आता बघा ना, मी मला असा पण अनुभव आलेला आहे, की मी जेव्हा लोकलमार्केटमध्ये गेली, तिथे मला एक गोष्ट हवी होती आणि त्याची एक्सपायरी झाली होती आणि मी सुपरमार्केट मध्ये देखील गेली तेव्हा पण त्यांना सांगितलं की तुमचं अख्खं युनिट आहे म्हटलं ते पूर्ण एक्सपायर झालेलं आहे. मग तिथे जर मी व्हिडिओ काढली असेल, तर त्याचा म्हणजे म्हणणं काय-काय झालं असतं. पण मी नाही म्हणजे असं प्रत्येक वेळेला म्हणजे म्हणतात ना, मी नाही करू शकत. कारण का मी जर अशा गोष्टी काढले ना तर सगळे बंद होऊन जातील. कारण की मला इतकं म्हणा एक बारकाई आहे माझी बघण्याची, तर ते अ, म्हणतात ना की ते बंद होऊ शकतं. मग कुठली पण जागा किंवा काही कारण असं मला 2-3दा दा भरपूर अनुभव आला आणि मोठ्या-मोठ्या गोष्टी असतात, जसं की अमूल बटर असू शकतं. म्हणजे ते बघा ना, आपण नेहमी वापरतो. आपण बघत नाही. अरे बटर आणलं, खाल्लं, पण ते कधीच आहे? हे मला आता वाटत बिस्किटांचं पण असचं असतं आणि मी त्या म्हणेन ड्राय फ्रुट्स असतात. ते देखील तुम्ही बघत जा, कारण ड्राय फ्रुट्स मध्ये देखील लोकांनी त्या अळ्या वगैरे पाहिलेल्या आहेत. अ, किंवा बघा ना, आता काही-काही, मोठे-मोठे ब्रँड असतात. तिथे त्यांच्या त्या बर्फी वगैरे असतात. त्या त्यादेखील सुपरमार्केटला येतात. पण त्याची एक्सपायरी ही ऑलरेडी झालेली आहे, तरी पण आपण घेतो. हे काहीतरी चुकीचं आहे आणि आपल्या शरीराला घातक म्हणतात ना त्या गोष्टी त्या आहेत. तर मला तर वाटतं, की तुम्ही खरेदी सगळ्यांनी कुठूनही करा. पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही निवडा असं मला वाटतं. सुपरमार्केट मध्ये जसं मी मगाशी म्हणाले की अ, प्राइज जसं कमी असतं, पण मला तर वाटत ह्या गोष्टी पण तपासून बघा, की म्हणजे मला चांगलं वाटतं, पण कधी-कधी हे तोटे देखील मी बघते. जसे की लोकलमार्केटमध्ये पण मी शॉपिंग करते की भाजी असुद्या फळं ते देखील घेते. असे किराणामालाच्या दुकानामधलं जे असतं, ते देखील मी कधी-कधी शॉपिंग करते. पण कसं असतं मग त्यांचे आता आजकाल असं झालं, की सुपरमार्केट मुळे त्यांचे जे ग्राहक आहेत ते कमी झाले आहे. आपण त्यांच्याकडे फक्त म्हणतात ना अर्जन्सी लागली ना कीच जातो आपला असं झालेलं आहे. कारण बघा ना, ते आता एखादा एकदा काय झालं मी एखादा मला माझी घाई होती आणि मी अ, त्याच्यानंतर गावाला जाणार होती काही दिवसानंतरच. तर मी विचार केला, की मी तेलाचं पाउच घेते ऑर्डर करते. म्हणजे अ, तर नंतर मी असंच बघितलं की नाही ते ऑर्डर यायला म्हटला टाईम लागेल त्यापेक्षा मी खालीच गेली आणि त्याची जी किंमत, म्हणजे मला माहिती होती, की तो पाउच किती रुपयाचा मिळतो हे मला माहिती होतं. त्याची अ, तेलाची पार पाउच ची किंमत होती काहीतरी 180 अशी होती आणि म्हणजे तिथे Dmartमध्ये किंवा बाकी ठिकाणी गेले सुपरमार्केट तिथे तेवढी होती आणि जिथे मी इथून घेतला, तर त्यांनी माझे ₹210 लावले. तर ते बघून, तुम्हाला म्हणलं की ते प्राइज बघून सांगा तसं झालं एकंदरीत आणि जसं की अ, म्हणजे अ, तर हे असं होऊ शकतं मला आता वाटतं आहे. त्यामुळे म्हणतात ना, की अ, काही-काही गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत त्यामुळे म्हणतात ना की शॉपिंग करताना हं. तुम्ही नीट करा.
हां, हां. बरोबर आहे की. हं. <chuckles> हां. खरं आहे की. हां. हां. पण म्हणजे हां. बरोबर आहे की. हं. बरोबर आहे की. नक्कीच कमी झाले. हां. खरं आहे. हां. हां. हां, बरोबर आहे की. हम्म. हां. होय, हां. <chuckles> हां. म्हणजे हां, म्हणजे थोडक्यात हां, मग हे कसं थोडक्यात, की लोकलमार्केट आणि सुपरमार्केट ह्या दोन्ही गोष्टींना म्हणजे एक आपण तटस्थपणा कोणताही निवडू शकत नाही. तर ज्या पद्धतीनं आपली परिस्थिती असेल त्या पद्धतीनं म्हणजे आपण संतुलन राखणं गरजेचं आहे. मग आता हे संतुलन तुम्ही कशा पद्धतीनं राखत आहेत आत्ता सध्या तुम्ही जो काही माल वगैरे घेत असेल, किराणा माल असेल काय हे संतुलन तुम्ही कशा पद्धतीने सांग जरा व्यवस्थित सांगाल का थोडंसं?
बरोबर. बरोबर, असं करू शकतो. हां. म्हणजे संतुलन म्हणजे मी तर म्हणेन की बघा, की मी तर ह्या गोष्टी नक्कीच बघते, की ते कुठून पण घ्या. पण त्याची प्राईझ, एक्सपायरी ह्या गोष्टी बघा. आपले पैसे किती जात आहेत, कुठे जात आहेत? आपल्याला एक अंदाज येऊन जातो. अरे इथे ही गोष्ट मी एवढ्याला घेतली, तेवढ्याला घेतली. तर तुम्ही ते म्हणतात ना, ब्लाइंड शॉपिंग करू नका. डोळे बंद करून घ्यायचं. जसं की माझ्यासोबत आधी झालेलं, ते बघा. चेक करा. कारण आपण पण पैसे कमवतोय ना. तर ते नीट त्याचा 1-1 पैसा आणि पैसा नीट ठिकाणी आणि व्यवस्थित तो गेला पाहिजे आणि ज्या अशा गोष्टी होतात. तर मला वाटतं, की त्या म्हणतात ना, की "ते पण कमवायला आहेत." आणि आपण म्हणतो की "असं नाही ते कमवायला आणि आपण गमवायला असं नको व्हायला." त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्टी बघितल्या पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. कुठलीही शॉपिंग करा, कुठे पण करा. पण ह्या ज्या बेसिक ॲज अ ग्राहक म्हणून आपण अ, गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं.
हं. हां, नक्कीच. हं, हां. बरोबर आहे की. <chuckles> बरोबर आहे. हां. नाही, खरंच आहे. म्हणजे तुमच्या बरोबर बोलून मला खरंच बरीच माहिती मिळाली की आपण लोकल मार्केट आणि सुपर मार्केट हयात कोणतंही एक तटस्थ निवडता. ह्या दोघांचमध्ये संतुलन राखून कशा पद्धतीनं खरेदी करू शकतो. हे म्हणजे मला फार छान पद्धतीने लक्षात आलं. तर नक्कीच आपण पुन्हा भेटूयात.
आपण, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण एकंदरीत या महत्वाच्या विषयावर चर्चा केली. आणि नक्कीच आपण परत भेटूयात. धन्यवाद!
<chuckles> धन्यवाद.